असं तर म्हणजे मी सांगू शकते की हां म्हणजे मी एक बिझनेस स्टार्ट एक बिझनेस स्टार्ट केलेला मी नेल्सचा. अ, हां, तर म्हणजे तो अजून पण चालू आहे. तर मग अ, हां, तर त्याच्यामध्ये मी जे एक्रिलिक नेल्स असतात ते मी पहिले Instagramवरून स्टार्ट केली सेल करायला. तर पहिलं माझ्या घरातल्यांना वाटलं की "असं ही काय करती आहे? काय किती चालणार आहे त्याचं? असं. की काय?" आणि म्हण त्यांचं असं होतं की "तू एवढी शिकली आहेस तर मग तू हे काय करतेस?" पण मला असं वाटायचं होतं की मला एक अनुभव पाहिजे होता की मी काहीतरी सेल करू शकते की नाही किंवा मार्केटिंग करू शकते का? तर मग पहिलं मला ना अ, म्हणजे 10 दिवस तर काही ऑर्डर्स नव्हत्या. मग नंतर मला एक-एक ऑर्डर आली आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन दोन आल्या. मग परत थोडं कमी. मग नंतर मला समजलं की मी काहीतरी कंटिन्युअसली केलं पाहिजे असं स्वतःला असं अ, हे नाही केलं पाहिजे डिमोटिव्हेशन नाही घेतलं पाहिजे या गोष्टींचं की मी प्रयत्न केला पाहिजे. मग मी काय केलं रोज रोज मी रील्स टाकत राहिली. मग त्याच्यावरून मला लोकांना म्हणजे कन्टिन्युइटी ठेवली असं मी हारली नाही की आज ही कन्सिस्टन्सी ठेवली आणि त्यामुळे मी हारली नाही त्या गोष्टीमध्ये. आणि मग असं झालं तर मग एका महिन्यामध्ये मला अ, मग हळू-हळू 50 आल्या. मग नेक्स्ट महिन्यात 100 आल्या आणि मग ते चालू चालूच झालं. आणि मग मला खूप छान वाटलं की "अरे माझा छोटासा एक बिझनेस आहे आणि मग अ, हे खूप छान होते, तर आता मी असा विचार करते की मी त्याची वेबसाईट बनवावी आणि मग ते मी सेल करू शकते" असं मला वाटतं. नाही बनवणार आहे लवकरच आता मला सध्या टाईम मिळत नाहीये आणि तर मग काहीतरी दुसरे प्रॉडक्टसुद्धा मी ॲड त्याच्यामध्ये ॲड करेन. मला फक्त एक बघायचं होतं की हे वर्क करतं की नाही? त्याच्यामुळे मी हा एक एक्सपेरिमेंट केलेला आणि मला खूप त्याच्यामधनं अनुभव देखील मिळाले. पहिलं मला असं वाटलं की कोण घेईल नाही होईल. आणि मला असं थोडं पेंटिंगचा थोडा शौक होता तर त्याच्यामुळे मी त्या गोष्टी केलेल्या.
अच्छा काय आहे ते? अरे वाह! अच्छा नेल्स हां, हां, हां. अरे वाह! खूप छान! हां, हां. हां, हां, हां, हां. हां, म्हणजे काय आहे हे? हां. हां. नक्कीच. अरे. हं, हं. हां, हां. हां, हां. अरे वाह! हां, कन्सिस्टन्सी ठेवली हां, हां, हां. अरे वाह! अरे वाह! हां, हां. हां, हां. हां. खूपच छान आहे ते हां. अरे वाह! मग बनवली तुम्ही वेबसाईट? अच्छा, बनवणार आहात लवकरच हां, हां, हां. हां, हां, हां, हां, हां, हां. नाही, नक्कीच. खूप छान! हां, हां, हां.